बघा. अ, आज उत्तम झोप घ्यायची असेल, तर अ, ती व्यक्ती खूप सुखी आहेत असं समजलं जातं, की जी खरंच खूप आता झोपली आणि लगेच झोप लागलीत, कारण बरेच लोकं झोपेच्या गोळ्या घेऊन पण झोपतात. तर अ, मला सांगा. आपल्याला असं व्यवस्थित झोपायचं असेल, उत्तम झोप घ्यायची असेल. तर आपण काय बदल करायला हवेत बरं?
हं. नक्कीच. हं. नक्कीच, नक्कीच. हा प्रश्न म्हणजे खूप मोठा प्रश्न आहे, बरं का की लोकांना आजच्या काळी झोप झोप येणे हा एक मोठा अ, चिंतेचा विषय झालेला आहे, की पूर्वी तर लोकांना झोप यायची. पण आता लोकांना झोपच येत नाहीये आणि ते झोपण्यासाठीही आता लोकांना गोळ्या सुरू कराव्या लागल्या आहेत. म्हणजे ही किती दुर्दैवी गोष्ट झालेली आहे प्रत्येकासाठी.
हं. नक्कीच. बघा ना.
तर याचं सर्वात मोठं कारण मला असं वाटतं, की आजच्या टायमाला जे आलेले मोबाईल फोन्स आहेत. जे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आहेत. यांचा अतिरिक्त वापर करणे. यामुळे व्यक्तींना कमी झोप लागते. अ, काही-काही जे वर्किंग प्रोफेशनल आहे हे त्यांचे दिवसभर, ते लॅपटॉपसमोर अशा डिजिटल स्क्रीनसमोर बसलेले असतात.
हं. हं. हो.
आणि त्या डिजिटल स्की स्क्रीनमधुन येणारे जे ब्लू रेज आहेत. ते आपल्या डोळ्यांमध्ये जातात आणि त्या डोळ्यांना ते त्रास देतात आणि जेव्हा आपण त्या स्क्रीनपासून लांब असतो. तेव्हा ते आपल्या डोळ्यामधले जे अ, कॉर्निया म्हणून ते मसल्स असतात. ते छोटे-छोटे मसल्स ज्यांना रेड, ब्लू आणि ग्रीन कलर दिसतो, बरोबर.
अच्छा.
ते मसल्स त्या टायमाला मग ते असे आपल्याला हे नेऊ देत. ते आपल्या डोळ्यांना चुळ-चुळ करणे अशा गोष्टी होतात आणि त्यामुळे आपल्याला झोप लागत नाही. किंवा आपलं मन कधी-कधी अशांत असतं. त्यामुळे आपल्याला झोप लागत नाही. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत, की ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या झोपेवरती परिणाम होतो. काही लोकांना त्यांच्या कामाची चिंता असते, काही लोकं अ, म्हणजे वेगळ्याच टेन्शनमध्ये फिरत असतात. तर त्या अशा गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्यांना झोप अ, येणे मुश्किल होऊन जाते. तर
नक्कीच. <chuckles> हं. नक्कीच. म्हणजे याला दोन्हीपण कारणं असू शकतात. एक तर तांत्रिक कारण असेल किंवा मग मानसिक कारण पण असू शकतं, की टेन्शनमध्ये आहे कुठल्या गोष्टीच्या वगैरे?
हो. हो, नक्कीच. आणि तांत्रिक कारण आणि मानसिक त्रा अ, कारण हे रिलेटेड चालतं, की तुम्ही जास्तीत-जास्त मोबाईलचा वापर करताय त्यामुळे जर तुम्ही कमी झोप घेत असणार, तर तुमचं माइंड हे सकाळी उठल्यावरती फ्रेश नसणार, तुम्ही एनर्जेटिक नसणार, तुमचं कामात जास्त मन लागणार नाही, तुम्हाला काम करत असताना झोप येईल. असे वेगवेगळे प्रकार घडतात आपल्यासोबत आणि त्याच्यामुळे आपल्याला मानसिक त्रासही होतो.
तर मग हं, हं. हो. अगदी बरोबर. नक्कीच. मग आपल्याला याच्यासाठी काहीतरी तर करायला लागणारच.
हो, नक्कीच.
मग अ, काय करायला लागेल बरं?
बघा, जर तुम्हाला उत्तम झोप हवी असेल किंवा अजून काही चांगलं म्हणजे एकदम उत्तम झोप तर प्रत्येकाला हवी आहे. पण ती जी रिलॅक्स माणूस झोपतो ना, की झोपेच्या टाईमाला एकदम रिलॅक्स असला पाहिजे. त्या पद्धतीची झोप जर हवी असेल ना तुम्हाला तर तुम्हाला एक छोटे-छोटे नियम आहेत, यांना फॉलो करावे लागतील. जसं की झोपेच्या 1 तासा पहिले मोबाईलला बाजूला ठेवा. मोबाईलमध्ये किंवा डिजिटल कुठलंच कॉटेंट कन्झ्युम करू नका. टीव्ही असेल टीव्हीला बंद करा, अ, मोबाईल असेल मोबाईलला बंद करा आणि 1 तास पहिले त्याला साइडला ठेवा आणि त्यानंतर तुम्ही झोपायला जा. तेव्हा तुम्ही अनुभवणार, की तुम्हाला झोपही चांगली येते, आणि माणूस जेव्हा झोपतो, तेव्हा त्याला लगेच असं पडल्यावरती झोप येत नाही. म्हणून त्यानी तो जो 1 तास आहे ना आणि प्रत्येक व्यक्तीला सवय असते. जर तो असा रिकामा बसलेला राहिला ना, तर तो अजूनच जास्त मानसिक विचार विचारांमध्ये गुंततो. जे निगेटिव्ह विचार असतात, निगेटिव्ह थॉट्स असतात, हे त्याला येत असतात आणि त्या निगेटिव्ह थॉट्सला ओव्हरकम करण्यासाठी तो मोबाईलचा वापर करतो.
हो. हो. नक्कीच. नक्कीच. म्हणूनच हं, हं.
म्हणजे त्याचं कुठे ना, कुठे दुर्लक्ष होईल, त्याचे विचार दुसऱ्याकडे फोकस होतील. पण ते काय करतात, ह्या दोघी गोष्टी, हे जे मोबाईल आहेत, हे आपल्याला आपल्या डोळ्यांना त्रास करतात आणि हे जे विचार आहेत, हे आपल्या मानसिक मानसिकतेला त्रास करतात. मग ह्याच्यासाठी आपण एक सोपं उदार अ, उपाय केला पाहिजे, की तो 1 तासा पहिले आपण मोबाईल ठेवतोय साइडला. त्या 1 तासाम मध्ये आपण जेवण केलेलं असतं. जेवणानंतर फिरणं हे आपल्या श अ, ह्याच्यात शास्त्रामध्ये पण लिहिलेलं आहे. शतपावली आपण केलीच पाहिजे, बरोबर ना, मग त्या टाईमाला आपण शतपावलीला निघा, जेणेकरून आपलं अ, पचनक्रियाही सुरळीत राहील आणि आपण थोडेसे श्रम, म्हणजे आपण थोडेसे श्रम करून घेऊ, बरोबर आणि त्याच्यानंतर आपल्याला थोडासा थकावा जाणवेल आणि जेव्हा आपण झोपायला जाणार, तेव्हा आपल्याला चांगली झोप लागेल. म्हणजे अगदी 10 मिनिटात आपल्याला झोप येते, हा माझा स्वतःचा वैयक्तिक अनुभव आहे.
हं, हं. अरे वाह! हो. अरे वाह! खूपच छान! म्हणजे बघा त्याने काय होईल, की आपलं शरीर पण थकतं ना, शरीर थकतं आणि मन तर थकलेलच असतंय. मग दोन्ही थकले, की लवकरच झोप येईन. उम्म, खरंच छान सांगितलं.
हं. नक्कीच. हो आणि त्यानंतर, जेव्हा आपण उठतो ना सकाळी, तेव्हा आपण असं महसूस करतो, की आपण एकदम एनर्जी आपल्यामध्ये फुल ऑफ एनर्जी असते. आपण कामाला चांगल्या पद्धतीने करू शकतो, अशा पद्धतीने आपलं एनर्जी आता वाढलेली असते त्या टायमाला आणि पूर्ण दिवस अग अगदी सुंदर जातो. आपले जे कामं दिवसेंदिवस होत नव्हते, ते एका दिवसात आपण करण्याची ताकद ठेवतो.
हं. हो. अरे वाह! अम्म, मस्तच. मग बघा ना, पण कसं असतं ना की प्रत्येकाला सगळ्याच सुविधा उपलब्ध होईन असं होत नाही. बघा, गावाकडे किती साऱ्या लोकांची छोटे-छोटे घरे असतात आणि त्यातच खूप सारी माणसं असतात. किंवा मग छोटी मुलं असतात, ती रात्रीचे अ, जागतात, कधी आवाज करतात. तर मग, अशा परिस्थितीत आपण असे कमी खर्चामध्ये आणि त्यांना व्यवस्थित झोप येईल असं आपण काही सुचवाल का?
हो. हं. बरोबर. हं. बरोबर. हो नक्कीच ना. बघा, मी तुम्हाला सांगतो की आता लोकं सोन्याच्या पलंगावरती जरी झोपले तरी त्यांना चिंता असते, की पलंग चोरीला जाईल
नक्कीच. हं.
याची <chuckles> आणि गावाकडे लोकं जमिनीवरती झोपतात, खाटीवर झोपतात आणि ते अगदी निश्चिंतपणे झोपलेले असतात. हे का असतं? त्याच्यामध्ये, एक पर्याय अ, म्हणजे प काय, विचाराचा पर अ, फरक आहे. की तो व्यक्ती एकदम बिंधास्त कशाला असतो कारण की तो, तेव्हा एवढं टेन्शन सोबत घेऊन झोपतच नाही.
खूपच छान. हो. नक्कीच.
तो झोप झोपेचाही आनंद घेतो तो व्यक्ती आणि हा व्यक्ती ज्या कॉटवरती झोपलेला आहे. त्याचंही टेन्शन घेऊन झोपलेला असतो.
ना कॉट सहित मला घेऊन जावया. <chuckles>
तर हां. <chuckles> असं असं ते असं टेन्शनने तो झोपलेला असतो. म्हणून म्हणजे असं ते तर म मस मस्करीचा विषय झाला तो. पण जेव्हा आपण झोपतो ना, तेव्हा कुठल्याच पद्धतीचा ताणतणाव घेऊन आपण झोपायचं नाही. जर असं आपल्याला येत असेल, तर आपण थोडंसं आहे ना जीवनामध्ये ध्यानकडे वळायला पाहिजे. ध्यान केलं पाहिजे, जेणेकरून आपले विचारांवरती आपला नियंत्रण येईल. आपण काय विचार करतोय? याच्यावरती आपलं नियंत्रण आलं का? मग आपण जे डिसिजन घेतो हे राइट डिसिजन घेतो. आपण स्वतःला स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवतो, ना की आपण आपल्या विचारांच्या कंट्रोलमध्ये जातो.
अरे वाह!
आणि त्याच्यामुळे माणूस हा स्वतःला एक चांगली दिशा दाखवू शकतो आणि निश्चित चांगलं जीवन जगू शकतो, असं मला वाटतं. आणि ज्या माणसाची झोप अगदी सुंदर असते. त्याचं आयुष्यही अगदी सुंदर असतं.
खरंच. अगदी बरोबर बोललात कारण काय आहे. झोपेमुळे पण बरीच आजार होतात, असं पण डॉक्टर सांगतात. आणि बघा ना, बऱ्याचदा डॉक्टर हाच सल्ला देतात, की "काय करा तुम्ही निवांत झोप घ्या, तुम्ही आराम करा." पण ते आरामच आज-काल लोकांना नाहीसं झालंय किंवा शक्य होत नाहीये, बऱ्याच ठिकाणी करतात असं.
हो. बरोबर. बरोबर. आता आपण जर जर 1 अनु म्हणजे 1 उदाहरण घेतलं, तर आपण जे बॉडीबिल्डर लोकं बघतोय, जे अ, शारीरिक श्रम करतात, असे लोकं आपण बघितले, तर ते त्यांची झोप कशी असते? त्यांना एक सांगितलेलं असतं, की "तुम्ही बॉडीबिल्डिंग करताय, तर तुम्हाला झोप 8 तासाची घेणे फार गरजेच आहे आणि ते का गरजेच आहे? कारण की त्या 8 तासाच्या झोपेमध्ये आपली बॉडी स्वतःला रिपेअरिंग करायचं काम करते. रिपेअर करायचं काम करते. तुमचे जे मसल, टिश्यूज हे ब्रेक झालेले असतील, तर ते परत अ, त्यांची हीलिंग होते, त्यांचं रिपेअरिंग होतं आणि मग सकाळी तुम्ही त्याच नवीन ऊर्जेने उठतात."
हं, हं. हो. अच्छा!
म्हणून चांगली झोप असणं गरजेचं आहे आणि 8 निदान माणसांनी जीवनामध्ये 8 तास तरी झोपलंच पाहिजे.
नक्कीच. पण बघा ना, आपण म्हणतो आणि खरंच झोपायलाचं पाहिजे. पण कधी-कधी हे नाही हो पॉसिबल होत आणि असं म्हणतात, की मला एकदा डॉक्टरनी स मला नाही म्हणता येणार पण असं मी ऐकलं होतं, की तुम्ही 8 तास झोप घ्या किंवा मग 7 तास घ्या. पण तुमच्याकडे असं जर शरीरामध्ये काही तयार झालं किंवा तुमचं मन जर एकदम रिलॅक्स असेन, तर तुम्ही 8 तासापेक्षा 7 तास झोपले ना, तरी पण तुम्हाला फुल झोप झाल्यासारखं वाटणार.
हं. हं. हं. हो, नक्कीच ना. मग ते आपल्या प्रसन्नतेवरती निर्माण करतं ना, की रात्री जर आपण टेन्शनमध्ये झोपत असणार, तर सकाळी तर तुमची झोप तर 5 अगदी 4 तासावरती पण येईल.
हो, हो.
बरोबर ना. एकदम तुम्ही झोपेमधनं उठत आहे आणि जर तुम्ही टेन्शन घेऊनच झोपलेले नाही आहेत. तर तुमचं एक बॉडी एकदम रिलॅक्स असेल, तुमचा माइंड फ्रेश असेल आणि तुम्ही त्या फ्रेश माइंडनी तुमच्या दिवसाची सुरुवात करता आहे आणि अगदी ती सुंदर असा दिवस तुम्हाला दिसतो आहे. पुढे तुमची कामं अगदी सुंदरपणे अ, लवकरात लवकर पार पडता आहेत. तर असा आपल्याला अनुभव व्हायला लागतो, जाणवायला लागतो आपल्यातचं.
हो ना. नक्कीच. पण बघा ना, आपण आपण बोललो सुरुवातीला, की मोबाईल दूर ठेवायला पाहिजे, पण हे लोकांना जरा जास्तच जड जात आहे. मग हे कसं सोडवता येईन बरं आपल्याला? मोबाईल दूर करायला पाहिजे कारण बघा अ, वॉकिंग करायचं बोललो आपण. पण ते वॉकिंग करताना पण मोबाईलच बघत असतात.
हं. हं. हं. हं, हं, हं. तर आपण जर वॉकिंग करतोय ना. तर आपल्या आजूबाजूचे जे अ, आपले मित्रमंडळी असते, आपले शेजारी असतात. तर यांच्यासोबत आपण फिरलं पाहिजे किंवा खाली आपण जेव्हा फिरायला जातो, तेव्हा अनेक लोकं तिथं तेबी तेही फिरायला आलेले असतात. तर त्या लोकांसोबत गप्पे मारत आपण पुढे चाललं पाहिजे. त्यांची विचारपूस करत पुढे चाललं पाहिजे. जेणेकरून आपलं जे मोबाईलवरचं लक्ष आहे ते लांब जाईल आणि याच्यासाठी अगदी सोपा उपाय की बाहेर फिरायला जात असताना मोबाईल घरी सोडून जा.
<laughs> अरे वाह!
म्हणजे मोबाईलचा प्रश्नच येणार नाही.
खूपच छान. म्हणजे तुम्ही मोबाईल घरीच ठेवा आणि मग फिरायला थोडं मज्जा वाटेल कारण अशा यानीच तर लोकं जवळ येतील कारण मोबाईल वापरतो. तर मग आपल्याला शेजारी कोण चाललंय याच्याशी मतलब नसतो कधीच.
हं. हो. हो, नक्कीच.
हं, मग अ, तुम्ही कसं बनवता तुमच्या उत्तम झोपेसाठीचं, काही रुटीन आहे का तुमचं स्वतःचं?
हो, हाय. माझा आहे ना, की मी मी जसं सांगितलं, की मी 1 तास पहिले मोबाईल ठेवून देतो. त्यानंतर मी शतपावली करण्यासाठी माझ्या वडिलांसोबत जातो. वडिलांनाही फार मोबाईल बघण्याची सवय होती, झोपेच्या आधी आणि त्यांची झोपही पूर्ण नाही व्हायची, मग म्हटलं, "चला, आपण बाहेर जाऊ, फिरायलाच सुरुवात करू." मग अशा पद्धतीने आम्ही फिरायलाच सुरुवात केली आणि त्यानंतर अगदी म्हणजे छान झोप यायला लागली.
अच्छा. अरे वाह! म्हणजे तुम्ही बघा, तुमची स्वतःची काळजी घेतलीच पण वडिलांचा मोबाईल पण सोडवलात आणि अ, सो सोबत त्यांना निसर्गाचपण दर्शन घडवलंत.
कारण की हं. हो. नक्कीच.
अ, मस्तच. आणि मग पुढे?
आणि त्यात तर काय झालं, आम्हाला जेव्हा आम्ही झोपायला जायचो, तर तासंतास झोप लागायची नाही, बेडवरती झोपलेलो असायचो. पण त्यानंतर कसं, फिरून आलो, मा शरीर दमलेलं असतं, आपलं मन, म्हणजे आपलं डोकं, अ, डोकंही दमलेलं असतं. आपले विचार थोडेसे शांत होतात आणि आपल्याला डोळेच सांगायला लागतात, डोळेच लागायला लागतात. आणि अगदी 10 मिनिटात येऊन आपण झोपलेलो असतो, आणि आपल्यालाही समजत नाही. कॉटवरती, म्हणजे पाठ टेकली, की आपल्याला झोप लागून जाते.
हं, हं. <chuckles> अरे वाह! म्हणजे तुम्ही जर नशीबवान लोकांमध्ये एक आहात, की झोपल्या झोपायला गेले आणि लगेच झोप लागली असं.
असा माझा वैयक्तिक हो. नक्कीच, नक्की.
आणि मग तुम्ही दूध वगैरे, असं काही घेतलंय का कधी? का असं म्हणतात बघा, की दूध प्यायचं असतं, अ, झोपेच्या आधी. तो किती परिणामकारक ठरतो? काही कल्पना नाही, पण तुम्हाला काय वाटतं त्याबाबत?
नाही, मी आजपर्यंत असं काही दूध पिलेलं नाही झोपेआधी. कारण की मला ते आवडत नाही. मी सकाळीच दूध पितो फक्त.
<chuckles> अच्छा.
झोपेच्या आधी मला जास्त काही म्हणजे असं पोट भरून, असं झोपणं प आवडत नाही.
अच्छा, अच्छा. छान! आणि मग अ, घरच्या सगळ्यांना तुम्ही अशीच सवय लावली, की आपण हं, हं.
हं. नाही. अ, माझे आई आणि ते आहेत, की त्यांना रात्री 1/2 कप तरी दूध पिल्याशिवाय झो अ, ते झोपत नाही. मग त्यांची सवय आहे आणि त्यांना त्याच्या आणि दूध जर नाही पिलं तर त्याच्याशिवाय झोप लागत नाही.
अच्छा.
मग त्यांचं ते अ, रूटीन सेट झालेलं आहे, की त्या पद्धतीने आ त्यांना झोप येते. म्हणून प्रत्येक व्यक्तीची रूटीन ही वेगवेगळी असते. आणि त्याला त्याच्याने काय परिणाम भेटतात, हे तेल तो स्वतः जास्त अनुभवतो आपल्यापेक्षा.
नक्कीच. नक्कीच बघा. म्हणजे अ, आपलं प्रत्येक व्यक्तीनं आप-आपलं रुटीन ठरवायला हवं खरं तर. कुणी आपल्याला सांगेन मग आपण तसं वागणार. यापेक्षा आपल्याला काय सुटेबल आहेत आपण हे ठरवायला पाहिजे आणि नंतरच मग ते काय अ, सगळ्या गोष्टी अप्लाय करायला पाहिजेत. खरंच मला तुम्ही इतकं छान सांगितलं आणि सोबत मला हे पण आवडलं, की तुम्ही तुमच्या वडिलांचा मोबाईल सोडवलात आणि त्यांना निसर्गाचं फिरवलंत. पुन्हा आई दूध घेते अ, पण मला आवडत नाही म्हणून मी घेत नाही म्हणजे आपण बघा ना प्रत्येकाला किती स्वातंत्र्य आहेत आणि किती सगळ्या हसून खेळून सगळेजणं अ, हेल्दी जीवनसाठी अगदी हेल्दी काय म्हणता येईल आपल्याला स्वभावासाठी जीवनासाठी उत्तम झोपेची जेवढी गरज आहे तेवढी खरंच मला खूप छान पद्धतीनं तुम्ही सांगितलीत. मला खूप आवडली तुमची माहिती खरंच तुमचे मनापासून आभार.
हो. हं. हं. हं. बरोबर. धन्यवाद. मलाही आपल्यासोबत बोलून फार आनंद झाला.